अच्छा, मग ते तुम्ही अ, केलं की नाही केलं? म्हणजे तुम्ही म्हणतात की आणि सिरप तर तुम्ही बनवायचे तुम्ही सांगितलं. मग त्यानंतर तुम्ही तुमचं बेकरीचं काम पण केलं घरूनच?
हो, केलं ना. हो. हो. हो, हो. मी ते छोट्या प्रमाणात मी सुरू केलं हो, मी ते छोट्या प्रमाणात आणि आता पण ते छोट्या प्रमाणात आहे.
अच्छा. अच्छा, मग कशी प्रतिक्रिया होती तुमच्या कुटुंबाची?
मग तशा वेळेस ना, कुटुंबाची प्रक्रिया कशी होती मी तुम्हाला सांगते. मी काय करायची, की मी असं नाही की सगळं त्याग करून मी फक्त ऑर्डरच घेणार, असं नव्हती करत. मी ना छोटे-छोटे मी सॅम्पल तयार करायची आणि त्याचे फोटोज अ, मी Facebookवरती टाकायची आणि मग नंतर अ, मी त्याचं ना, जसं म्हणतो ना, त्याचे जे अ, सॅम्पलचे जे आपण अ, म्हणतो, त्याचे जे प्राईस जी आहे ती एकदम कमी ठेवायची, की जेणेकरून लोकांना म्हणजे काय आहे? त्यांना कमीत-कमी निदान त्यांना एक अ, सुरुवात तरी त्यांना भेटो आणि मी माझ्या ना आजू-बाजूच्या अ, म्हणजे इलाक्यामध्ये मी ना, म्हणजे मुफ्त सॅम्पल अशी मी त्यांना द्यायची, "की मी हे सुरू करत आहे, तर तुम्ही मला सांगा, की तुम्हाला हे कसं वाटत आहे म्हणून?" तर मला त्याचा छान असा एक अ, प्रकारचा रिस्पॉन्स भेटला आणि मग अ, त्याच्यानंतर मला काही ऑर्डर्स पण भेटले, की जे मी पूर्ण करण्याचं, म्हणजे मी ते केलं मी तसं ते आणि त्याच्यानंतर अ हो, हो.
हं, हं. बरोबर. अच्छा, मग मला सांगा, की हे सगळं करतांना, म्हणजे तुमच्या घरचे जे अ, माणसं होते, जसं का तुमचे मिस्टर झाले किंवा तुमची मुलं-बाळ किंवा तुमचे सासू-सासरे, यांनी कधी याचा विरोध केला होता का?
हं. हो. हो.